त्यांनी पहिल्या वेळेस बघितलं ना तो बैलपोळा. म्हणजे फार महत्त्वाचा सण आहे आपल्यासाठी तसं पाहायला गेलं तर, कारण की आपण महाराष्ट्रात राहतो.
हो, हं. शेतकरी राजाला तो तर, अ, म्हणजे काय म्हणतो ना, एक आसराच असतो, आधार असतो <chuckles> त्याचा.
हो, शहरात कधीच बघायला भेटलेला नाही ना. पोळा शहरात कधी पाहायला भेटेल ठीक आहे. आपण बाकीचे सण-त्योहार सेलिब्रेट करतो आपण, पोळा नाही पाहायला भेटत. तर तो एक वेगळा अनुभव होता माझ्या मुलांसाठी, माझ्या वाईफसाठी. मी तर अगोदर बघितलेलं होतं.
अ, हां, नाही, हां, हां. हं, हं. मग काय वाटलं त्या लोकांना? म्हणजे तुम्ही काय समजवलं त्यांना आणि काय, अ, त्यांना कळलं त्याच्यातून? त्यांचा भाव काय होता?
अ, त्यांचा भाव असा होता, की बाबा असाही कुठला सण, त्योहार असतो आणि असं काही महत्त्व असतं. आणि त्यानंतर एक अशी गोष्ट घडली ना, की काय होतं ना, की नॉर्मली आपल्या घरासमोर आता काय आहे, अ, आम्ही तर सोसायटीमध्ये राहतो, तर घरासमोर काय आहे अ, गाई येतात. बरोबर? गाई असे मुके जनावरं येतात. तर मला एक अशी गोष्ट नोटीस झाली, की माझ्या मुलांमध्ये जी आहे ना, तिची भीती असायची ना अगोदरची या प्राण्यांपासून, ती भीती कमी झाली आणि ते आवर्जून घरात पळत जातात, की आई, अ, हंबा आली. अ, पोळी- पोळी दे, चपाती दे. तिला भूक लागली.
हां, हां. अं, <chuckles> हो, पोळी दे. <chuckles> अरे वाह! मग घालतात, खाऊ घालतात स्वतःहून?
ते. अ, नही थोडंसं असं लांबून, थोडंसं त्यांच्यासोबत उभं राहावं लागतं.
आपण का जातात ना, म्हणजे खायला घालायला जातात, हां.
हं, म्हणजे त्यांना ते कळतं. ते दरवाज्यासमोर, ते गेटम गेटमधून दिसते ना बाहेर, असे ते ओट्यावर असतात. बाहेर दिसतात ते. कंपाऊंड आहे समोर, तर दिसतं बाहेर त्यांना. तर ते एकदम असं पळत घरामध्ये जातात ना, की म्हणलं यार आपली ट्रिप सक्सेसफुल झाली म्हणलं.
हो, हो, हो. अ

हो, आता तर नेमकं अ, नेमकं नेहमी विचारतात आता काय होतं ना, बऱ्याच वेळा असं झालं एकदा दोनदा, की आम्ही थोडंसं असं बाहेर कामानिमित्त गेलो होतो आणि ते पालखी-वालखी जात असतात ना, की जसं शिर्डीला जातात, कुठल्या देवस्थानाला जातात. तर काही समूह असतो एक 10-15 लोकांचा, 25-30 लोकांचा. तर <chuckles> तर आम्ही तिथून ट्रॅव्हल करताना एकदमच तो माझा छोटा मुलगा आहे, तो ओरडायला लागला, "आले पापा वाली वाली." त्याला बोलता येत नाही एवढं. त्याला ते अ, वा वारी हां.
हां. हो, हो. बरोबर. हां, हां. <laughs> पण त्याला माहिती आहे तो अनुभव आहे, अरे वाह! गंमत-जंमत आहे, वारीच आहे ते. <chuckles> किती छान.
हां, ते वारीच आहे. कारण की त्याला ते त्यावेळेस कारण भरपूर काही गोष्टी खाण्यासाठी भेटल्या. जसे फळ, फ्रूट आहे बऱ्याच काही गोष्टी त्यावेळेस त्याला भेटल्या. त्याला वाटतं ती गंमत होती की बाबा एक तर फिरायला भेटतं मन मोकळेपणाने त्या रोडवर, शक्यतो कारण ते रोड हां, ते रोड बंद असतात. खायला भेटतात, मस्ती करायला भेटतात, त्याला तो अनु अनुभव होतो त्याला असं चुकून वाटलं की बाबा ही वारीच आहे आणि आपण काय नाही जाते म्हणून.
हां. हां, मस्ती करायला, नाचायला. हां. अच्छा. ठीक आहे, पण ते तसंच असतं ना, थोड्या फार प्रमा अ, म्हणजे भाव तोच असतो ना प्रत्येक अ, ह्या गोष्टीमध्ये.
हो, नक्की भाव तोच आहे, की जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट त्या गोष्टीमध्ये हो. <chuckles> की जेणेकरून त्यांचे इंटरेस्ट त्यांच्या त्या गोष्टीमध्ये जमा होतात. तसंच मग आमच्या गावाकडं जत्रा असते
हां, त्यांनी तो भाव चांगलाच ओळखला, का नाही जात? <laughs> बरोबर.

दिवसभर तिथं वेगवेगळे काय न नैवेद्य व्हायचे, जेवण अ, बऱ्याच लोकांच्या काहीतरी अ, माग अ, ते म्हणतात ना की देवाकडे काही मागणी करतात. त्याच्यानंतर मग तिथं जेवण देणे. हे बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी व्हायच्या तिथं. मग जेणेकरून काय होतं ना, पाहुणे रावळे मंडळी त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जवळपास जे 4-4-5-5 अ, गावाकडचे पाहुणे आलेले असायचे त्यावेळेस.
बरोबर. हां. हंम्म. मस्त.
की आमच्या गावाची जात्रा आहे तुम्हाला या म्हणून. मग तो एक वेगळा अनुभव होता. मग आम्ही ते रात्री फिरायला गेलो. मग ते स्क्रीन्स बघितल्या हे बघ असे-असे पिक्चर्स दाखवतात. मग ते बघितलमध्ये जाऊन अ, वाईफनी त्यांनी सगळ्यात बोललं कारण ते खाली जमिनीवर बसलेले सगळे ते शेतामध्ये ते. पिक्च पिक्चर पाहू लागले सगळे जुने लोकं.
हो, हो. <chuckles> हां. हां, हां. मग छान एक वेगळा वेगळाच अनुभव, एक वेगळ्या पद्धतीचा अ, म्हणजे हल्ली लोकं म्हणजे म्हणतो ना, एक परिवार पण एकत्र बसत नाही. तिथे एवढी लोकं एकत्र बसून मजा करत होती. म्हणजे एक वेगळाच अनुभव पण असतो ना जत्रेचा, त्या परी-परिसराचा अ
तेही त्यांना फार आवडलं. हो, माझी मुलगी <chuckles> माझी मुलगी थोडी मोठी आहे समजा म्हणजे ती अ अ, मोठी आहे. अ, मुलापेक्षा. तिला थोडं बहुत कळतं, पण अ, तिच्या हिशोबाने ते काय आहे आम्ही मॉल्स-वॉल्समध्ये अगोदर गेलो, थोडंसं कुठं बाहेर तर आपल्या सिटीमध्ये कसं असतं ना, आनंदनगरी लागती, शक्यतो.
हां. हां. हां, हां, हां. अच्छा.
हां, तर तसं मग तिला काय वाटायचं की ही जत्रा, ही जत्रा नाही. ते अम्युजमेंट पार्क आहे किंवा मग आनंदनगरी काही वेगळी ओपन स्पेस मग तिला समजून.
अच्छा. <chuckles> बापरे! ते त्याच्याशी कोरिलेट केलं. अरे वाह!